कधी-कधी कसं होतं, वर्क फ्रॉम होम, फोन, मेल, मीटिंग्ज आणि त्या मागोमाग कुटुंब, घरकाम, स्वतःचा वेळ. कधी-कधी सगळं एकत्र मिसळतं आणि दिवसाचं भानच राहत नाही. मग अशा वेळी ना, काम आणि विश्रांतीसाठी घरात जागा कशी वेगळी करता तुम्ही?
हं. नक्कीच. म्हणजे माझं तर असं आहे ना, की म्हणजे या दोन्ही माझ्यासाठी वेगवेगळ्या आहेत. अ, म्हणजे बघा ना, म्हणजे कामाच्या ठिकाणी म्हणू शकतो, की म्हणजे बेडरूम आहे. तर समोर कसा आपल्याकडे बेड दिसतो बघा सारखा-सारखा. मग असं वाटतं, की म्हणजे वर्क फ्रॉम होम, आता माझं तर वर्क फ्रॉम होम, आहे, तर मग माझं असं आहे, की बेडरूममध्ये मी नाही सहसा बसत किंवा बेडवरपण नाही बसत. मग काय होतं माहिती आहे का, जसा कंटाळा येतो आणि मला वाटतं, की जरा झोपावं, जरा असं म्हणतात ना लेझी फीलिंग अशी येते, म्हणजे आळस येतो भरपूर असं. तर मला असं वाटलं, की म्हणजे पहिले मी बसायची बेडरूममध्ये पण नाही. मग नंतर माझा दुसरा जो बेडरूम आहे त्यामध्ये मस्त एक म्हणतात ना एक वर्क लाईफ, जसं की माझ्या वर्क फ्रॉम होमची एक जागा मी अशी छानपैकी केली. जेणेकरून पूर्ण असा ऑफिसचा फील येईल. जसं की म्हणतात ना, एक चांगलं कामाची जी जागा आपली, मग ती एक वेगळी राहिली तर म्हणतात तिथे गेल्यावर फक्त काम करायचं आणि मग बेडरूममध्ये आल्यावर फक्त आराम विश्रांती घ्यायची. असं काहीसं.
हो. हो. <chuckles> हो ना. हो. हो. अगदी बरोबर म्हणालात. अरे वाह! हो. अगदी बरोबर. म्हणजे काम आणि विश्रांती अ, या दोन्हींचा ताळमेळ बसवायला लागलात तुम्ही. पण मग हे कधी जाणवलं, की आता खूप दु गोंधळ होतोय की याला आता काहीतरी एक नियोजन केलं पाहिजे बाबा किंवा जागा वेगळ्या करायला हव्या? सुरुवातीला तर एकच असेल ना सगळं?
हं. बरं. हं. नाही म्हणजे ॲक चु हो हो, म्हणजे माझं घर मी आता म्हणेन म्हणजे मोठं आहे भरपूर. तर मला असं काही हां, तर म्हणजे लकीली मला असा काही प्रॉब्लेम नाही आला. पण माझं असं होतं ना, की म्हणजे बेडरूममध्ये सगळं आपलं असतं ना, की थोडंसं अ, एक असं जागा असते, त्याच्यावरच आपण काम करतो. पण मग काय होतं माहिती आहे का, बेडरूममध्ये मग सगळे येत असतात कधी-कधी. मग कोणाला म्हणतात ना, की आपल्याशिवाय किंवा कधी-कधी म्हणू शकतो, की त्यांना काही हवं असेल किंवा मग त्या ठिकाणातलं काही हवं असेल, तर मला डिस्टर्ब पण होतं. तर मला असं वाटलं की आणि मला सवय होती, की जरा बेडवर बसले ना मी, की मला थोड्या वेळाने अशी बसता-बसता मग मी अशी झोपून जायची. असं काहीसं माझं व्हायचं. हां, तसं ते होतं ना, तर मग माझं तसं व्हायचं. तर मग मला आणि म्हणू शकतो, की पोश्चर पण आपले बघा ना, असं जर आपण बेडवर बसलो तर ते त्रास होतो आणि मग जे चेअरवर पण बसतो आपण घरी आणि मग हळू-हळू काहीतरी वेगळेच बसून जातो आपण. तर बेडरूममध्ये असा कंटाळा येतो. आणि मग कसं असतं, की घरात कोण असं आलं मग त्यांचा आवाज येतो थोडाफार आपल्याला. मग आपलं लक्ष पण त्यांच्याकडे असतं, असं पण होतं कधी-कधी ना. तर अ, मग मी विचार केला, की नाही आता ह्या गोष्टी म्हटलं होत्यात, तर म्हटलं जी माझी एक रूम आहे तर तिथे तिथे मस्तपैकी आपण एक जी आपली वर्कप्लेस हवा आहे ती तशी करूयात. तर मग अ, म्हणजे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला ऑफिसकडून थोडासा इन्सेन्टिव्ह मिळाला होता एक छानपैकी टेबल आणि खुर्ची घेण्यासाठी. तर अ, मग मी तो घेतला. म्हणजे मी घेतलेलं पण ते वापरत नव्हती मी. तर मग अ, तर म्हटलं चल आता घेऊयात. तर घेतलं असं मस्तपैकी एक एस्थेटिक लूक जो असतो Pinterestवर आपण असं मी एक छानपैकी माझं ऑफिस तयार केलं. अ, तिथे आणि आमच्या घरात एक कॉफी मशीन होती. ती पण तिथे ठेवली आणि अ, छोटीशी आणि तिथे म्हणू शकतात, की असं बेड वगैरे काही नव्हतं. तिथे जस्ट एक कोच ठेवला आणि कॉफी मशीन आणि मग जे कॉ कॉफी पॅकेट्स असतात ते म्हणा किंवा असं एक स्नॅक्सचं थोडंसं छोटंसं कॉर्नर केलं मी. आणि आमची जी बाल्कनी आहे तिथे मस्तपैकी म्हणजे मला जर कधी कंटाळा आला तर मी तिथनं कॉफी प्यायला तिथे जायची. म्हणजे त्या रूममध्ये फक्त म्हणू शकतो, की एक अ, म्हणू शकतो कामच करायला मी तिथे जायची. म्हणजे असं झोपायला वगैरे नाही. म्हणजे मस्त असे मोटिव्हेशन कोट्स वगैरे ते लिहिले मी. अ, जे फ्रेम्स असतात तशा घेतल्या आणि एकंदरीत थोडंसं असं छान असं डेकोरेशन केलं जे असं छान वाटतं. क्रिएटिव्हिटी जी असते ना आपल्याला काम करायला तसं मी एकंदरीत कामाचं ठिकाण माझं केलं.
मग त्यात काय प्रथम बदललं तुम्ही? अरे वाह! हो. हो. अगदी बरोबर. अरे! <laughs> अगदी बरोबर. अरे! हो. अगदी बरोबर. हो. हो. हो. अरे वाह! छानच. हो. अरे! हो, हो. वॉव! हो. अरे वाह! छान. अरे वाह! हो, हो.
मग जेणेकरून मला तर वाटते, की मला खूप छान त्याचा फायदा झाला आणि म्हणजे म्हणतात ना, जरा शांतता. जे प्लिजंट कारण का त्या रूमला पण माझं असं म्हणतात ना, की पांढरा कलर होता आणि मग असं शांत वाटायचं. लाईट, सूर्यप्रकाशपण भरपूर यायचा आणि मग जरी कर्टन्स लावले थोड्या वेळाने. तरीदेखील मग ते छान वाटतं. एकदम पूर्ण म्हणू शकतो, की ऑफिसचा जो वीवर्कचा जो फील होता. तो तिथे मला आला असं मला वाटलेलं हां, हां.
खूप सुंदर. हो. हो. अरे, वाह! छानच. म्हणजे खूप सुंदर. आता तुमचं हे सगळं म्हणता येईल, की मॅनेज झालं कारण तुमचं घर मोठं म्हणालात तुम्ही किंवा जागा भरपूर होती तुम्हाला. पण अ, याच्याविरुद्ध काही लोकांना नाही शक्य होतं ओ. म्हणजे घर लहान असतं किंवा एखादी फ्लॅटमध्ये राहत असतात. तर मग अ, अशा लोकांसाठी तुम्ही काय उपाय सुचवणार? किंवा मग काही सोप्या पद्धतीने काम आणि विश्रांतीत जागा करता येते का वेगळी?
हो. हं. बरोबर. नक्कीच तर मला तर असं वाटतं ना की बघा एकंदरीत जर कोणाला असं म्हणू शकतो, की जे त्यांचे छोटे फ्लॅट्स असतील. तर माझं पण घर मुंबईमध्ये एक आहे. तर मला होतो असा प्रॉब्लेम किंवा मग तेव्हा काय होतं, की मग काय करायचं आपण, की जी आपली अ, म्हणू शकतो कामाची जी जागा आहे आणि कसं असतं मुंबईमध्ये बघा थोडी छोटे-छोटेच घरं असतात सगळ्यांची. जरी मोठं असलं तरी पण ते छोटंच असतं एकंदरीत असं मला वाटतं. तर मग असं आहे ना मग तेव्हा तुम्ही काय करायचं? की एक म्हणू शकतो, की एक छानपैकी एक अ, जे ऑफिस तुमचं एक भिंत आहे. तिथे तुम्ही तुमचं ऑफिस करा. म्हणजे जे बेडरूम असेल, त्या बेडरूममध्येच तुमचं ऑफिस. पण ते तुम्हाला म्हणू शकतो, की जाणवलं नाही पाहिजे एकंदरीत. मग तिथे असं काहीतरी अ, अर्धं काहीतरी थोडंसं वेगळं डेकोरेशन करा किंवा मग एक वेगळी लाईट लावा किंवा मग रंग, पडदे वगैरे तुम्ही वापरू शकता जसं की तुमचं एकीकडे ऑफिस आणि तुमचं एकीकडे बेडरूम. म्हणजे तुम्हाला असं कर्टन्स तुम्ही वापरू शकता.
हो. हो. हो ना. हो, हो. हो. हो. हो ना.
म्हणजे लोकांना लगेच ते समजेल आणि म्हणू शकतो की अ, सोपं कळून जाईल की अरे, हां इथे त्याचं ऑफिस आहे. हे काम करतंय. म्हणजे ते समजून येतं ना लगेच आपल्याला. आणि मला तर वाटतं की फोल्डेबल डाइस तुम्ही ठेवू शकता. अ, भिंतीवर माउंट होणारे फोल्डेबल टेबल्स वापरू शकता किंवा एकदमच छोटी जागा असते आणि त्यांचं वन आरकेपण असतं आणि तिथे त्यांना घरून काम करावं लागतं. तर मला असं वाटतं की तुम्ही अ, शेल्फने स्क्रीन बसवा. कधी-कधी कसं असतं की काहींचं खूपच लहान असतं. पण कसं असतं माणसाला म्हणू शकतो ना की कामं करावी लागतात. तर मग तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. मग कामाचे स अ, एखाद्या कपाटामध्ये कामाचं साहित्य लपवायच्या ट्रिक्स तुम्ही घेऊ शकता.
हो. हो, हो. अरे वाह! छानच. हो. हो. हो.
किंवा मग जसं मी म्हणाले की तुम्ही फोल्डेबल टेबल्स ते खूप छान मला वाटतं यूजफुल राहतात. आणि मग तुम्ही असं पार्टिशन करा. एका म्हणजे जरी वन आरके असलं. तरी थोडासा जागा असते. मग आयदर त्या जागेमध्ये थोडंसं तुम्ही तुमचा हॉल करा. पण एका म्हणू शकतो की तुमच्या ऑफिससाठी थोडीशी छोटी तरी एक स्पेस ठेवा असं मला वाटतं.
हो. हो. हो. हो. हो. म्हणजे एक कंपार्टमेंटसारखं करून घ्या असं म्हणणं आहे तुमचं. अ, अगदी सुंदर म्हणजे खूप अ, सुंदररीत्या तुम्ही अ, म्हणजे अ, एक्सप्लेन केलं की कशी जागा तुम्ही करू शकतात किंवा काय छोटे-मोठे उपाय करू शकणार. पण कुटुंबातले इतर सदस्य ते म्हणजे त्यांना कशा अ, सीमारेषा ठेवायच्या ना. की एखादी, जे म्हणता येईल की आपलं लहान मुल आहे किंवा मग पालक, जोडीदार म्हणजे यांना मग कसले कसे संकेत अ, उपयुक्त ठरतात अशा वेळी. समजा तुम्ही कामात आहात आणि हे लोकं तुम्हाला डिस्टर्ब करताय. तुमची मीटिंगही सुरू आहे. तिकडेही बोलायचं आहे आणि यांनाही कसं म्हणजे कसं तुम्ही तारम ताळमेळ ठेवतात?
येस, येस. कंपार्टमेंट. हो. बरं. तर मग कसं आहे ना की आता बघा जसं तुम्ही म्हणालात आता की तेव्हा काय करू शकतो आपण की तुम्ही त्यांना सांगा, की म्हणजे हा जो वेळ आहे तो माझा अ, कामाचा वेळ आहे. जसं की तुम्ही 10 ते 7 काम करत असाल. तुम्ही सांगा की "पहिलं माझी प्रायोरिटी आहे ती काम राहील आणि हा वेळ माझा कामाचा आहे. किंवा मग त्यांना मेसेज करा तुम्ही अ, "मला डायरेक्ट कॉल करू नका. मेसेज चेक करा." हे आधी मी पण असं आहे की मी सांगून ठेवलंय आणि इम्पोर्टंट असं तुम्ही मला मेसेज करत जा. जेव्हा मला रि वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला रिप्लाय देईल. डायरेक्ट म्हणू शकतो की आतमध्ये डोर तुम्ही नॉक करू नका किंवा मग असं काही पाच मिनिटात त्यांना बाहेर येते सांगा. थोडा वेळ थांबा अ, किंवा म्हणू शकतो की त्यांना तुम्ही अ, मोबाईलवर मेसेज करू शकता त्यांच्या की पाच मिनिटात येते म्हणा किंवा थोडा वेळ द्या मला. मी येते. असं वगैरे तुम्ही सांगू शकता. कारण हां त्यांना आणि त्यांना पण ते कळालं पाहिजे की पहिलं तुमची प्रायोरिटी तुमचं काम असणार आणि तुम्ही घरून काम करताय. तर मला तर वाटतं या गोष्टी तुम्ही नक्कीच बघितल्या पाहिजेत असं मला वाटतं.
हम्म. हो. हो. अगदी बरोबर. हो. हो. अरे वाह! अगदी बरोबर. हो. अगदी बरोबर म्हणालात. पण आता लहान मुलं हो ते, कोणाचं ऐकत नाही अशा वेळी मग?
बरोबर. हां. तर मला तर वाटतं, की लहान मुलांचं जर काही असं असेल अ, तर तुम्ही त्यांना म्हणू शकता, की त्यांना पण अ, मी तर म्हणेन की आता बघा एकदमच लहान मुलं असतात काहीच्या घरात. तुम्ही त्या गोष्टी आधीच मॅनेज केल्या पाहिजेत किंवा मग त्यांना बघायला काही माणसं म्हणा घरामध्ये. कारण का कामाच्या वेळेला आपण कामच केलं पाहिजे असं मला वाटतं आणि मग विश्रांतीच्या हां, तर मग तुम्ही ते म्हणू शकता की तुम्ही ते मॅनेज करा. काही म्हणतात ना की अ, काही लोकांचा आधार घ्या घरातल्याच्या मोठ्यांचा जो आधार तुम्ही घेऊ शकता त्यांना अ, बघा. जेव्हा मी काम करेन तेव्हा. कारण का प्रत्येकाची जबाबदारी आहे लहान मूल सांभाळणं कारण का ही प्रत्येकाची मी मला तर वाटते. कारण असं नाही की तुम्ही काम करत आहे आणि मग त्यांना त्यांना तुम्ही सांगा की म्हणजे तुम्ही त्यांना समजावू शकता की, "बाबा मी आता काम करणार आहे, त्याच्यानंतर मध्ये-मध्ये मी येत जाईन तेव्हा तुझ्याकडे मी बघेन." असं तुम्ही त्यांना सांगू शकता असं मला वाटतं.
हो. हाे. अगदी बरोबर. हो. हो, हो, अगदी सुंदर. अ, पण मग आता समजा काही वेळा असं होतं, की अ, कामही करतो आहे आणि कुठे बाहेरगावी जावं लागतंय तर मग त्यावेळी तुम्ही 3 गोष्ट मॅनेज करायची. एक जागा नवीन आहे, काम करायचं आहे आणि विश्रांतही विश्रांतीही हवी आहे. तर मग त्यावेळी कसं मॅनेज करतात?
हं. नक्की. आता बघा कसं असतं, की आपण आता वर्क फ्रॉम होम आहे. तर मग काय घरातल्यांची अपेक्षा काय असते, की बा बाई तू घरातली पण मदत कर आणि अ, काम पण कर आणि सगळं बाकीचं पण बघ आणि म्हणजे सगळंच बघ तू. घरातले कोण आहे त्यांना पण अटेंड कर. म्हणजे मग हे नाही हे प्रत्येक, मला तर वाटतं, की घरातलाही मी पण अनुभवलेलं आहे, की मग काही त्यांच्या अ, सासवा असतात. त्यांना वाटतं, की अरे, तुझं 10ला सुरू होतं ना, मग तू आधी तर करू शकतेस ना मदत? किंवा मग मध्ये मग तू आता मध्ये तर काय म्हणजे ते काही-काहींचं मी बघितलंय, की ते लोक लिटरली लॅपटॉपमध्ये बघायला येतात, की काय करतोय आपण. असं हो, म्हणजे माझी फ्रेंड मला सांगत होती, की असं, की अरे, लॅपटॉपमध्ये बघायला येते म्हटलं माझी सासू किंवा फोनमध्ये, की मी काय करतेय. जे खूप चुकीचं वाटतं ना. म्हणजे मला तर वाटतं ह्या गोष्टी तुम्ही बघितल्यावर त्यांना सांगा, की न काय 10 आता तुम्ही समजा आणि काही लोकांची एक सवय असते बघा ना, की म्हणजे त्यांना असं माहिती असतं, की आता जर आपण बाहेर गेलो, तर आपण तिथे अवेलेबल नसणारच आहोत ना त्या ठिकाणी. आणि मग जरी आपण तिथे नव्हतो तेव्हा तुम्ही मॅनेज करतच होतात ना त्या गोष्टी. मग तुम्ही आता आल्यात एखादी गोष्ट तर मग तुम्ही ती का असं तिला सांगता, की बाई कर, कर? म्हणजे ती काहीतरी काम कुटुंबासाठीच करत आहे ना. एकंदरीत तुमच्या मुलासाठीच ती हातभार लावू शकते ह्याला. तर मला तर वाटतं तुम्ही म्हणजे मला तर वाटतं कुटुंबाने पण ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, की त्यांना म्हणू शकतो, की त्यांना सांगा अ, की म्हणजे हा जो माझा टाईम आहे तो कामाचा आहे. तेव्हा मी मदत नाही करू शकत आणि मर्यादा ठेवा प्रत्येकीने, असं मला वाटतं.
हो. हो ना. <chuckles> अगदी. हो. हो, खरंच आहे हे. <chuckles> हो. माझाही अनुभव आहे. हां. हो. अरे बापरे! एवढं. हां? अरे देवा! हो ना. हां. हो. तेच. <chuckles> हो. हो.
आणि जसं की तुम्ही म्हणालात, की बाहेर ठिकाणी कधी-कधी असं असतं ना मुलींचं किंवा आपलं काम असतं आणि आपण घरून काम करतो. मग गावाला पण जातो आपण असं पण मग तेव्हा असं असतं, की अरे, ही काय काम करते, एक सण आहे लॅपटॉप घेऊन. तर त्यांना ते कळत नाही, की अरे, मी सोबत तर आहे ना तुमच्या. पण मी काम पण करणार आहे आणि नंतर जेव्हा मी फ्री होईन तेव्हा तुमच्यामध्ये पण मी अ, म्हणू शकतो, की जॉइन होणार आहे. पण ह्या गोष्टी अनेकांना नाही समजत. त्यांचं असं असतं, की काय काम? म्हणजे मला तर वाटतं, की तुमच्या जोडीदारानी पण ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेत, असं मला वाटतं. आणि ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण का इथे तुमचा जोडीदारच तुमची स्टँड घेऊ शकतो. कारण का ते घरातल्यांच ते नवीन आहेत. आणि मला तर वाटतं, की जर तुम्हाला जर अ, मी तर म्हण म्हणजे ह्याला भरपूर गोष्टी बोलू शकतो आपण, जर तुम्हाला जर अ, अशी काम करणारी सून नको असेल किंवा तर मग तुम्ही नॉर्मल बघा. म्हणजे जेणेकरून काही त्रासच होणार नाही, मग असं मला पण वाटतं.
अरे वाह! हो. हो, हो. नाही. अगदी बरोबर. हो. हो, सगळ्याच अपेक्षा नाही ठेऊ शकत ना, की हे ही करा, ते ही करा. आपण रोबोट नाही आहोत. <chuckles>
सगळ्या अपेक्षा नाही होऊ शकत काहीही करा. बरोबर. नक्कीच. आपण रोबोट नक्कीच नाही आहोत. तर मला तर वाटतं, की मी ह्या गोष्टी प्रत्येकाने समजल्या पाहिजेत, की जर 10 ते 6 एखाद्याची वेळ आहे ना, मग तेव्हा ती अ, एक ऑफिसचंच काम करणार. आधी तुम्हाला ते मदत करेल किंवा त्याच्यानंतर करेल. पण तिला विश्रांतीसाठी पण थोडीशी टाईम हवा आहे ना, की असं नाही, की आता काम, काम, काम आणि मग ती वी श्वास कधी घेणार ती एक छान असा काम सोडून आणि म्हणतात बाकी सगळं सोडून? असं पण गरजेचं आहे.
हो. हो. हो हो. मोकळा श्वास पाहिजे हो कुठेतरी. एक जागा हवी ती. मग दिवसानुरूप तुमच्या ऑन आणि ऑफ मोडसाठी कोणते रिच्युअल्स किंवा सिग्नल्स वापरता तुम्ही? काही उदाहरणं देऊ शकाल का? <chuckles>
बरोबर. <chuckles> नक्कीच. हां, म्हणजे माझा आता ब्रेक झाला, की मी बाहेर जाते थोडा वेळ आणि मग जेवण वगैरे घेते. हां, कॉफी वगैरे घेते. कारण का नंतर मग सारखं-सारखं जात नाही. मग त्यांना असं वाटू शकतं, की "अरे, हिला काही कामच नाहीये का काय?" असं पण असतं. "अरे, हां, मग हिला काम नाही. मग तू ये ना इथे. ये चल आमचं जरा काहीतरी सोलून दे भाजी किंवा काहीतरी कर" असं. असं पण वाटू शकतं. जर सारखं-सारखं नका, पण तुम्ही स्वतःसाठी जा मध्ये तिथं तुमच्या रूम. म्हणून मला आता वाटतंय, की रूम असणं खूप चांगली जा म्हणजे कामाची एक रूम असणं खूप महत्त्वाचं आहे. तिथे तुम्ही थोडा वेळ म्हणू शकतो, की थोडा वेळ जर वाटलं तर तुम्ही तिथे आराम करू शकता आणि तुम्ही काम करा. अ, मी तर म्हणेन तुम्हाला जसं रिलॅक्स म्हणतात पण काम करून बघा आपल्याला त्रास होतो. थोडा वेळ शांत बसा, अ, श्वासोच्छवास करा, असं पण मला वाट
अरे वाह! हो. अरे हो. तेही होऊ शकतं. हो. अगदी बरोबर म्हणालात. हो. हो. हो. अरे वाह! फारच सुंदर! म्हणजे जागा बदलली तरी ऊर्जा बदलायला नको असं तुमचं म्हणणं आहे, की आपण सगळं तिथेही मॅनेज करायला हवं आणि घरच्यांनाही एक व्यवस्थित सीमारेषेत ठेवायला हवं. अ, खूप सुंदर अशा रित्या तुम्ही म्हणता येईल, की काम आणि विश्रांती यातलं म्हणजे ते एक लक्झरी नाहीये, ते एक मानसिक आणि शारीरिक आरोग्र आरोग्याची गुंतवणूक आहे.
हं. येस. नाही. <chuckles> येस आणि त्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत आपल्या प्रत्येकासाठी.
हो, हो. म्हणजे आरोग्यही त्याच्यामुळेच व्यवस्थित राहणार आहे आपलं. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही हे सगळं म्हणजे असं ते अ, मांडून सांगितलं. मलाही आवडलं. मीही काहीतरी माझ्या ह्याच्यात मॅनेज करायचं बघेल, हे सगळं ऐकून. अ, तुमचे खूप खूप आभार. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. नक्कीच पुन्हा बोलू, पुन्हा भेटू. धन्यवाद.
हो. मला पण खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. नक्कीच परत भेटूयात लवकरच. धन्यवाद.